हां ना, पहिलेच सुरुवात अ, मीच केली होती. मग बाबा म्हटले, "की नाही कुठं नाही जायचं." मग म्हटलं, "कुठं नाही जायचं तर तुम्ही कुठून आला आहेत का?" "नाही." म्हणे, "क कुठून नाही आलो." मग म्हटलं "इथं?" तर म्हटले, "अ, नाही मी अशाच अ, इथं येऊन बसतो, प्लॅटफॉर्म टिकट घेऊन." म्हटलं "का बरं?" तर अ, ते म्हटले की "अ, मला घरी एकांत खूप खातो."
हां. हं. हां. अय्या! अहो. अरे बाप रे! का? हां! आई गं!
"माझ्या घरी कुणी नाहीये." मग म्हटलं, "कुणी नाहीये, तर तुम्ही कुठेतरी दुसरीकडं ब जाऊ शकता ना?" तर "नाही." म्हटले ते "काय आहे ना, अ, या रेल्वेच्या इथं येऊन मी असं कधी समजा मला काही झालं तर कमीत-कमी हे लोकं माझं नाही का, ते संस्कार वगैरे सगळ्या गोष्टी करून टाकतील ना.
हां. हां. अय्या! बाप रे!
तर मला खूपच हे वाटलं, "अरे!" की "असं का म्हणताय तुम्ही?" नाही का, तर म्हटले, "नाही माझ्या घरात" हां. असं एकदम शॉक झालंय, असं पहिल्यांदाच ऐकलं ना मी, की हे कधी ऐकलं नव्हतं असं कोण म्हणतंय. मी म्हटलं, "असं का म्हणताय काका? तुम्हाला घरी मुलं वगैरे नाहीत का?" तर म्हणले, "नाही मुलं ह आहेत माझे, मुलगीचं तर तिचं लग्न झालं, तेव्हापासून ती कधी फिरकत नाही. आणि मुलगा ते दुसरीकडेच राहायला गेला आहे कुठं बाहेर देशात. तर तो पण कधी येत नाही आणि मग कोण, बायको होती ती पण गेली. आता बायकोला करायला तर मी होतोच."
हो ना, मी पण सुन्न झाले ऐकून जरा. <chuckles> हो ना, खरे आहे. हं. आई गं! बाई, बाई, बाई गं! बिचारे.

अं, हो, असं झालं तर आहे अ, स्टेशनवर एकदा. म्हणजे काय झालं होतं ना, एकदा मला जायचं होतं अ, एका ठिकाणी आणि स्टेशनवर मी जास्त क्वचितच जातो कारण की रेल्वेने माझा प्रवास एवढा होत नाही.
अच्छा. हं. हं. अच्छा. बरं.
अ, तर त्यावेळेस मी गेलो आणि मला माहिती नव्हतं नाही का अ, स्टेशनबद्दल एवढं. त्यामुळं मी त्या प्लॅटफॉर्मवर गेलो, तिथे ते प्लॅटफॉर्मवर घोषणा वगैरे चालू होते, की या, या नंबरची गाडी या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, नाही का? असं. मग ते सगळं चालू होतं घोषणा, की ही गाडी ह्या प्लॅटफॉर्मवर, ती गाडी त्या प्लॅटफॉर्मवर. तिथे गेलो एकदम म्हणतात ना, असं खूप सारी गर्दी लोकांचं ते अ, ते त्यात अ, काही लोकं चाय गरम, चाय गरम, चाय गरम, नाही का? वडापाव हां.
हं, हं. बरोबर. येते. हां, बरोबर. हां, हां. हं. हां. हां <chuckles> अच्छा. तुम्ही कुठे अशा लाँग जर्नीच्या ट्रेनने चाललेला होतात का कुठे?
अ, नाही अ, म्हणजे ट्रेन लाँग जर्नीची असली, तरी मी शॉर्ट जर्नी करत असतो त्यामधुन. तर अ, अ, तिथे मला माहिती नव्हतं, की ट्रेन बाबा माझी गेली का काय? कारण की अनाउन्समेंटपण दाखवत नव्हतं. मग
अच्छा. बरं, बरं. अच्छा. बरं, बरं. हां. हं, हं, हं. मग?
कुठं काय मग मी तिथे एका ठिकाणी आहे ना असं बाकड्यावर गेलो आणि बसलो आणि तिथं अ, म्हणतात ना, की सगळेच अ, लोकं आपापल्या अ, धावपळीत गप्पांमध्ये ह्याच्यामध्ये बिझी. ते स्टॉलवाले चाय तिथे विकतात आहे, ना बाकीचे न्यूज अ, अ, न्यूजपेपर वगैरेवाले ते त्यांचं विकत आहे. ते प्रत्येकजण आपापलं त्यांचं चालू आहे सगळ्यांचं टी-सी वगैरे ते त्यांचं वेगळं चालू आहे चेकिंग वगैरे आणि तिथे मी बसलो ना तिथे बाजूला माझे एक अ, एक बाबा बसले होते.
हां, हां, हां. अच्छा. हां, बरोबर. हां, हां. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा.
वयस्कर, हां, तर अ, मी पहिले त्यांना काय बोलू, मग जाऊदे म्हटलं. नंतर मी त्यांना विचारलं की, "बाबा अ, अशी, अशी गाडी अ, गेली का हो?" ते म्हटले, "की नाही बाळा मला नाही माहिती." मी म्हटलं "अच्छा, अच्छा." मग अ, मी शांत बसलो.
हं. हां, हां. बरं. मग?
आणि मग बघायला लागलो, की बाबा गाडी येईल किंवा काय नाही का? आली नसेल अजून, मग ते शांत बसलो. मग ते म्हटले की अ, "तू त्या गाल तुला जायचं आहे का त्या गाडीने कुठं जायचं आहे?" मी म्हटलं, "असंच पुढं दौंडला जाऊन यायचं आहे नाही का मला." "अच्छा अ, दौंडला का?" मग मी म्हटलं "हो, हो, हो" आणि मी परत शांत बसलो. मग म्हटले अ "दौंडला तर गाडी असतीच रे सारखं" नाही का. म्हटलं "हां का? नाही मला माहिती नाही ते, मला ते तिकीट माझं ते असंच आहे ₹30रुपयाचं त्यात लिहिलं, तर कुठल्याही गाडीन जाऊ शकतो." नाही का. मग अ
हं, हं. हां. हं. हां, हां. हां. हां. हं, हं. हां, बरोबर, हो, हो म्हणजे मोठी ट्रेन पाहिजे लांबची असं काही नाही.
हां, हां. मला शॉर्ट जर्नी होती आणि ते टाईमिंगमध्येच कंप्लीट करायची होती ती नाही का? असं असते त्यामध्ये. मग हां, मग अ, ते बाबा मला संग बोला बोलायला लागलं. म्हटलं "बाबा काय करताय? तुम्हाला कुठे जायचं आहे?" मग मी पण विचारलं.
हां. बरोबर. हा. हो, त्या तिकिटावर लिहिलेलं असतं. हं. हां, म्हणजे संभाषणाची सुरुवात तुम्ही केली, हो ना?

हां आणि ते म्हटले, की एवढं मी अ, मुलांसाठी केलं, सगळ्या गोष्टी केल्या माझं घर-बीर सगळं पनाला लावून टाकलं मी सगळ्या जागा वगैरे माझ्यासाठी काही ठेवलंच नाही आणि आता म मुलं सगळे सेट झाले पण माझ्याकडे काहीच नाही.
बापरे! हं. हं. आई ग!
आहे ते पेन्शनमध्ये मी माझं घर चालवतो आहे ज्या दिवशी ती पेन्शन किंवा मी गेलो ते सगळं बंद.
हं.
मग मला ते वाईट वाटलं ऐकून आणि मग म्हटलं, मग इथं येऊन बसायला नाही असं का होतं? ते म्हटले, की नाही असं दुसरीकडं मेलं ना तर मग हॉस्पिटल नेणार, हे नेणार पण जेव्हा रेल्वेच्या आसपास कुठं मरतो आपण तेव्हा ते रेल्वे डिपार्टमेंटच सगळ्या गोष्टी करतं. असं आहे काहीतरी नाही का? त्यांना माहिती होतं.
खरं आहे, खरं आहे. हां. अच्छा. अरे बापरे!
मी म्हटलं असं सुद्धा असतं तेवढ्यासाठी तुम्ही इथं थांबत आहे. म्हटलं एखाद्या पार्कमध्ये जायचं.
पण म्हणजे त्यांना अ, मृत्यूचं भय नव्हतं का हो? काय वाटलं त्यांच्या चेहऱ्याकडे?
नाही ते वाट बघत होते. ते म्हटले जसं तू त्या रेल्वेची वाट बघतो आहे ना तशी मी माझ्या मृत्यूची वाट बघतो आहे. तर ती कधी येती? पण ती म्हणती ना, की ती माझ्या जीवनातच येत नाही आहे. कितीही केलं तरी.
बाई गं! बापरे! बापरे! हो.
मी म्हंटलं, असं का तुम्ही वाट बघत आहे ना, जे येणारे ते काळानुसार ते येणारच आहे आपल्याला नाही का?
हो ना खरं आहे. मग काय केलं तुम्ही पुढे?
ते म्हटले, "नाही ना माझी बायको चांगली होती माझ्यापेक्षा कमी वयाची होती तरीच बिचारी गेली आणि माझ्यासारख्याला रोग येत नाही आहे, का मरत नाही आहे मी." पण म्हटलं, "काका असा विचार नका करू तुम्ही हे नका करू, ते नका करू. नाही का?" आता माझं सांगणं आणि त्यांचे अनुभव ते खूपच अ, म्हणतात ना ताळमेळ नव्हतं त्या गोष्टींमध्ये कितीही केलं तरी त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव. मग असंच बोलता, बोलता ते म्हंटले माझ्या जीवनाची एक गोष्ट सांगितली की
हं. ऐक, ऐक. हो ना. ओ हं, हं. बरोबर हो ना, हो ना.

ओह! मग तुम्ही एखादा वृद्धाश्रम वगैरे त्यांना बघून दिलात का? म्हणजे पुढे नंतर काही मदत केली का?
पण अं, नाही मला पुढं वेळ भेटला नाही त्या गोष्टीसाठी कारण की मला मी तेवढं त्यांचं संभाषण झालं आणि माझी गाडी आली होती तेवढ्यात.
हो. मग अ, त्या सगळ्या संभाषणातून तुम्हाला असं काय वेगळं अ, जाणवायला लागलं?
आणि मला खूप अ, गिल्टी वाटत होतं, की मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. आणि मला खूप असं अस्वस्थ वाटत होतं, की काश! मी असं काहीतरी चांगलं करता आलं असतं मला नाही का?
आई ग! हम्म. खरं आहे.
की जेणेकरून म्हणतात ना खूप अ, चांगलं झालं असतं. आणि मी त्यांच्या नियमांमध्ये परत अ, म्हणतात ना अ, गोष्टी खराब करू शकत नव्हतो. आहे ना? नियतीत आपलं काहीही बिघाड करणं हे आपलं काम नाहीये.
खरं आहे. हं. खरं आहे.
तर मी म्हटलं की त्यांना अ, बघा तुम्ही चांगलं एखादं असं नाही का तर, तुम्ही एखादा अजून अ, कोणाला तरी. नाही का? अ, हे करू शकता अ, गोद घ्या एखादा अजून एक मुलगा चांगला किंवा तुम्ही वृद्धाश्रम
बरोबर. पण मग ते पुन्हा त्याच चक्रात अडकले असते. असं
हां, म्हणून मी म्हटलं, की तुम्ही वृद्धाश्रममध्ये जाऊ शकता किंवा अ, गव्हर्नमेंटचे काहीतरी हे असतात बघा अ, शेल्टर्स
हं. बरोबर. हो, हो, हो.
तिथंसुद्धा जाऊ शकता. तर अ
हं.
त्यांना ते पटलं आणि त्यानंतर ते गेले उठून तिथून, पण मग माझी पण ट्र ट्रेन आली आणि मग मला जावं लागलं लगेच.
हां हो, म्हणजे तिथे तुमच्या गप्पा थांबल्या. पण असं त्या तेवढ्या वेळात तुमच्यामध्ये असं काही अ, नातं निर्माण झालं का? म्हणजे कदाचित वडील-मुलाचं असेल किंवा एखाद्या मित्राचं असेल, काहीतरी असं काही अ, निर्माण झालं का त्यात?
हां. हो. झालं ना, मला माझे आजोबा आठवले जे गेले बिचारे मला सोडून नाही का आणि ते मला वाईट वाटलं की काश! माझे आजोबा अ, असेच असते, तर नाही का इथंच असते तर?
काय गं. हम्म.